अरे, वाह! खूपच छान. असं म्हणजे करू शकतो आपण एकंदरीत या झोपण्याच्या आधी फोन वापरण्याबद्दल म्हणजे जे सांगितलं, ते खरंच खूप म्हणजे मला तर वाटतं महत्त्वाचं आहे आणि हे ऑप्शन्स तुम्ही एकदम छान प्रकारे सांगितलेत. पण मग तुम्हाला असं वाटतं का, की म्हणजे अ, कधी-कधी बघा ना, आपण हा जो फोन कधी-कधी जरा जास्तच वापरतो. मग तुम्ही असं लोकांना काय सल्ला द्याल, की तुम्ही फोन का नका वापरू झोपण्याच्या आधी आणि मग जेणेकरून तुम्हाला खूप सारे फायदे होतील एकंदरीत झोपण्याच्या आधी फोन न वापरल्याबद्दल. त्याच्याबद्दल तुम्ही काय काय सांगाल?
हो, करू शकतो. हो, नक्कीच करू शकतो आपण. हो. अ, लोकांना हे सांगेल की नाही का, जे फोन आहेत त्याचे जरा दुष्परिणाम वगैरे त्यांना आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे, की काय दुष्परिणाम होतात आणि झोपण्याआधी एक तास अगोदर नक्कीच फोन नाही वापरला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक शांत झोप लागेल आणि असं अ, म्हणतात ना, डू डू नॉट डिस्टर्ब असे जे आपल्याला सेटिंग आहे ती वापरली पाहिजे आणि अ, जे आपण म्हणतो, की रात्री बघा लोकांना खूप असे फोन येत राहतात किंवा काही ना काही मेसेज वगैरे येत राहतात तर ते नेट नोटिफिकेशन ऑफ करायला पाहिजे, जेणेकरून आपण त्या मोबाईलकडे जाणार नाही आणि हात लावणार नाही, की ते नंतर बघायचे मग सकाळी उठलं वगैरे मग नंतर आपण ते बघू शकतो. लगेच काय मोबाईल हातात घ्यायची गरज नसते. आणि अ, झोपताना वगैरे मोबाईल थोडा लांबच ठेवायचा, जवळ पण नाही ठेवायचा कारण जे नेटवर्क आहेत हो.
हो. हं. बरं. हं. हं. बरोबर. हं, हं. बरं. हो, हो, हे खूप महत्वाचं आहे. त्या रेज येतात आणि मग त्रास होतो खरंच.
त्रास होतो. जे त्याचे लाईट्स रेज असतात, त्याने आपल्याला कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता असते. म्हणून आपण मोबाईल हा आपल्यापासून खूप लांब ठेवायचा झोपताना आणि झोपण्याआधी स्क्रोलिंग वगैरे करणं टाळायला पाहिजे. त्याऐवजी आपण एखादं पुस्तक किंवा एखादं तुम्हाला जे काही आवडते ड्रॉईंग वगैरे अशा छोट्या-छोट्या गोष्टी करून पण तुम्ही ते चेंज करू शकता आणि असं एक टाईम लिमिट आपण स्वतःशीच मनाला हे करायला पाहिजे, की नाही आता आपण स्वतःशी म्हणतो ना, प्रामाणिक राहायला पाहिजे, की नाही आता 5 मिनिटं म्हटलं तर 5चं मिनिटात आपण मोबाईल हातातून ठेवायला पाहिजे खाली. तर अशा गोष्टी आपण पाळायला पाहिजे.
बरोबर, हो. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. नक्क नक्की.